अरे बापरे! आणि मग जेव्हा आता तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्ही म्हणजे मित्र सगळे टी-शर्ट वगैरे काढता आणि मग काय, म्हणजे नेमकं कुठलं गाणं वगैरे असं कॉमन आहे का, की तोंडानी म्हणणार मग एकानी म्हटलं तर सगळेजण सुरुवात करणार, असं एखादं आवडीचं गाणं किंवा किस्सा आहे का?
<clears throat> हं, हं. हं, हं. हं, हं. अ, काय म्हणजे मी तुम्हाला सांगेल ना तर गाणं तर ठीक आहे. पण गाणं नसलं तुम्ही गाडीचा फक्त हॉर्न पण वाजवला ना टट् टा टटटा तरी नाचतील ते रिथम देऊन. म्हणजे हां, म्हणजे आणि काही लोकांना गाणं नसलं ना तर मग मग त्यानंतर एक प्रॉब्लेम पण असा होतो ना, की ह्या मित्रांसोबत जेव्हा जातो, आपण वरती आहे टायगर हिल्सला खालती दरी वगैरे आहे तिथे. तिथे प्रॉब्लेम काय होतो, की एखाद्याला मग तेव्हा लक्षात येतं त्या पावसामध्ये भिजताना आणि मग तो एखादं गाणं असं लावतो गाडीमध्ये जर बसलो तर आम्ही, की अ, ते अ, ते बोलताना हं, चाहता हं, क्या है अं, अ, एक गाणं आहे, जीता था जिसके लिये, जिसके लिये मरता था. तर मग हे गाणं असे गाणं मग लावून ते तुला मग ते काय बोलतात
हं. अरे वाह! मस्त <chuckles> हं. हां. हं. हं. अरे वाह! बरं. अक्षरशः हे गाणं लावतात?